आपण बऱ्याच ठिकाणी प्रवासाला जात असतो आणि प्रवासामध्ये मजा, धमाल तर येतच असते. पण कधी-कधी असंही होऊ शकतं, की आपण प्रवासात कधीतरी हरवतो. तर असं काय तुमच्या तुमचा किस्सा आहे का? तो ऐकायला आम्हाला नक्कीच आवडेल.
हो. हं. हो. अ, आम्ही एकदा अ, शाळेतले मित्र मित मित्र-मैत्रिणी एक 5 एक जण होतो आम्ही, अ, आम्ही 2 मुली होतो आणि आमच्यासोबत 3 आमचे मित्र होते. अगदी खास, अगदी मी एकदम जूनियर केजी पासनं एकाच वर्गात वगैरे असे आम्ही मित्रमैत्रिणी होतो. आम्ही एक दिवशी ठरवलं, की आपण माथेरानला नाईट ट्रेल करायला जायचं.
अच्छा. बरं. हां, हां, हां. अरे! म्हणजे खूपच तुम्ही त्यावेळेस धाड धाडस केलंच ना.
<chuckles> हो, हो, हो. आणि आणि माझ्या एका मित्राने चॅलेंज घेतलं होतं. अ, की मी सापाला घाबरायचे भयंकर, अजूनही घाबरते, म्हणजे अशी पूर्ण भीती नाही गेली आहे. तर, माझी सापाची भीती घालवायची, असं त्याने चॅलेंज घेतलं होतं त्या नाईट ट्रेलमध्ये.
हां. हां. बरं. हां, हां. आणि हे, हे तुम्हाला माहिती होतं का, तुमच्या परस्पर घेतलं होतं?
अ, नाही. मला माहिती होतं. त्याने माझ्या आईलाही हेच सांगितलं होतं, की "काकू ही सापाला घाबरते ना, म्हणून हिला घेऊन चाललोय आम्ही नाईट ट्रेलला."
बरं. <chuckles> आणि मग त्यावेळेला तुम्हाला कसं वाटायचं असं? भीती वाटायची? की काय? म्हणजे ते ऐकल्यावर तुम्हाला कसं वाटलं?
की हिची सापाची भीती मला खूप भीती, मी त्याला सांगितलं होतं, की मी येणारच नाही आहे. म्हणजे हे सगळं फालतूगिरी मला नको आहे, मी येणारच नाही आहे, तुम्ही जा सापबीप बघायला. मग अ, नंतर व त्याने दुसऱ्या मित्रा करवी वगैरे, माझ्या एका मैत्रिणी करवी, की "अगं नाही गं, आम्ही पण आहोत ना सगळे काही नाही होणार, चल मज्जा येते."
<laughs> <laughs> हं. हं.
ठीक आहे. मग काय आम्हाला, एक टॉर्च अ, घ्यायला सांगितला. म्हणजे त्यातला 1 जो होता, तो एकदम ट्रेंड होता आणि त्याला हे असे नाइट ट्रेलस करायची सवय होती, तो आमच्यापेक्षा थोडा मोठाही होता.
बरोबर. अच्छा.
मग अ, आम्हाला सांगितलं गेलं, की काय-काय वस्तू आणायच्या. शूज कोणते घालायचे. मग कपडे कसे घालायचे, तर मॅम आम्हाला सांगितलेलं, की पंजाबी ड्रेस, ओढणीचा ड्रेस, अनारकली वगैरे असलं काही घालायचं नाही. एक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट घालायचा आणि बॅगमध्ये
<laughs> <chuckles> म्हणजे बरोबर आहे ना, ते पण महत्त्वाचं आहे. नाही तर अ, कधी-कधी प्रवासात आपण चुकीचे कपडे घातल्यामुळं बरेच, अ, अनकम्फर्टेबल होणं म्हणा किंवा हं.
हां. हां. म्हणजे त्यांचं असं म्हणणं होतं, तुम्ही असे अ, ब पोरी घेरवाले, अनारकली ड्रेसेस घालणार, मग आमचे पाय तंगडी त्याच्यात अडकणार. मग तुमची अडकणार. वर चढता-चढता तुम्ही त्याच्यावर पाय देऊन चढणार. मग अ, हे असलं सगळं करू नका तुम्ही अ, म्हणजे, एक ट्रॅक पॅन्ट आणि टी शर्ट आणि शूज
हं. <chuckles> <laughs> अ, हं. हं. हो.
असे जॉगिंगचे जे शूज असतात. तसे शूज आणि एक टॉर्च ठेवायची आपल्यासोबत. असं वगैरे सगळे इन्स्ट्रक्शन्स दिले आम्हाला आणि एक काठी पण असणार होती आमच्या हातात. पण ती आम्हाला तिकडे जाऊन मिळणार होती जेव्हा आम्ही ट्रेकला सुरु करू त्यावेळेला.
हं. हं. बरं.
तर मग सगळं ठरलं. मग अ, काय, थोडंसं चावम्याव खायचं-प्यायचं, ते वेफर्स वगैरे असतात ना, तसं सगळं आम्ही बॅगमध्ये भरलं, पाण्याच्या बाटल्या जड नाही घेतली, छोटीशी घेतली पाण्याची बाटली. कारण अं, एवढं घेऊन चढणार कसं ना? म्हणून आणि आमचं ठरलं होतं, की वर टेंट मध्ये जाऊन राहायचं वगैरे आणि मज्जा करायची, पत्ते-बित्ते घेतले खेळायला, सगळं झालं.
हं. बरोबर. चडणार कसं, बरोबर. <chuckles> सगळं छान तयारी केली. म्हणजे आणि टेंट टेंट ची काय व्यवस्था होती, तिथं असणार होते का, ते पण तुम्ही कॅरी केलेले?
अ, हां. नाही, नाही, नाही. ते आम्हाला बनवायचे होते, पण ते आम्हाला कॅरी करायचे नव्हते. मी म्हटलं ना, आमच्यामध्ये एक अ, जण मोठा होता, जो ट्रेंड होता. तो म्हणाला, की "मी अ, ते टेंट घेऊन येतो."
अच्छा. हां, हां. ट्रेन अ हं, हं. बरं, बरं.
<inhales> तर मग तो ते टेंट आणणार होता.
हां.
तर मग झालं, आमचं सगळं रेडी झालं आणि आम्ही अ, निघालो असं ट्रेन चेंज करत, मजल दर मजल करत. कारण आम्ही राहत होतो दहिसरला आणि आम्हाला जायचं होतं माथेरानला. <chuckles>
बरं. हं, हं, हं.
हो, बऱ्याच मधेमधे ट्रेन चेंज करायच्या होता, म्हणजे दादर, दादरवरनं मग आम्ही हार्बर पकडून कुर्ल्याला आलो. मग कुर्ल्यावरनं आम्ही ट्रान्स हार्बर पकडली, मग आम्ही नेरळला उतरलो, नेरळवरून मग अं, अ, अशी ती टमटम वगैरे असते एक अ, माथेरानपर्यंत जायला. मग तसे आम्ही टमटममध्ये बसलो, मग तिने आम्हाला माथेरानच्या त्या टमटमने असं पायथ्याशी उतरवलं.
अच्छा. हां. तिथून काहीतरी असते ना, ट्रेन एक छोटी. अच्छा. हां, हां. बरं
मग आता तिकडनं थोडंसं पुढे चालत गेलं, की आमचा ट्रेक सुरू होणार होता. पण जरा पुरेसा अंधार नव्हता झाला म्हणून आम्ही पायथ्याशीच जरा टाइम पास केला, मग जसा जसा अंधार व्हायला लागला, तसं मग आम्ही त्या पॉइंटच्या जवळ आलो जिथून आम्हाला ट्रेक सुरू करायचा आहे.
हो. हां. ट्रेक सुरू करायचा होता.
मग एक किती एक 9:30 वगैरे वाजले असतील रात्रीचे. मग हं.
पण मग अ, रात्रीचं ट्रेक याआधी तुम्ही कधी केला होता का काय?
नाही. हा माझा 1लाच ट्रेक होता. <chuckles>
आणि नॉर्मल ट्रेक वगैरे?
नॉर्मल ट्रेक केले होते. पण हा नाईट ट्रेल म्हणजे ट्रेकिंगसाठी खूप ईझी होता. म्हणजे अ, असं खूप चढण नाहीये त्याला.
बरं. अच्छा. हां, हां, हां, म्हणजे असा
आणि असली तरी असा रस्ता आहे म्हणजे. अशा पायऱ्या किंवा दगड असं काही नाही.
अच्छा. म्हणजे एक असं अ, काय म्हणू शकतो ना आपण, की चारही बाजूंपैकी एखादी बाजू अशी होती, की जी सोपी होती असं निवडलं का तुम्ही?
नाही. अख्खा हा माथेरानचा नाईट ट्रेलच खूप सोप्पा आहे. म्हणजे ट्रेकिंगसाठी खूप सोप्पं आहे बिगिनर्ससाठी. तो रात्रीचा असल्यामुळे तो जरा अडवेंचरस आहे एवढं.
बरं. अच्छा. बरं. अडवेंचरस अच्छा.
हां. आणि असा नॉर्मल सिमेंट काँक्रीटचा रस्ता आहे जो आपल्याला चालायचा आहे. म्हणजे असं काही पायऱ्या किंवा असे दगडांवर पाय ठेवून चढण-बिडणं असं काहीच नाही आहे किंवा एखादा डोंगर चढणं वगैरे असं काहीच नाही आहे. नॉर्मल रस्ता आहे असा चढ चढणाचा उतरणाचा असं. वळण आहेत रस्त्याला.
बरं. हं. हां. बरं, बरं. हं. कारण आता मी पण अ, लहानपणी माथेरानला गेलो होतो. आणि ते असं झालं होतं की माझ्या मामाचं गाव तिथून एक होत 5-6 किलोमीटरवरती. पण मग तिथून मी जे चढलो ते मला एवढं आठवत नाही पण अ, त्याच्यामुळं मग तुम्हाला जस्ट विचारलं मी.
हां. हं, हं. हां, हां. हो, हो. तर मग तो ट्रेकिंगसाठी फार ईझी आहे म्हणजे त्याच्यात असं काही
हं. हं.
फार हे नाही.
फार असं त्याच्यामध्ये अवघ क्लिष्टता किंवा अवघडपणा. हां, हां.
तर मग आम्ही एक अवघड काहीच नाही आहे. ते फक्त नाईट ट्रेल असल्यामुळे आणि ते अ‍ॅक्च्युअली ट्रेकपण नाही आहे, तो ट्रेल आहे. म्हणजे ट्रेकिंगच्या आधीची अ, जी पायरी असते ना ती.
बरं. ट्रेल आहे. बरं. हो, हो. पायवाट असं असल्यासारखं.हं. बरं.
हां, बरोबर. पायवाट आहे ती. तर अ, मग आम्ही 9:30 का 10:00 वाजता वगैरे आम्ही सुरुवात केली, चढायला. म्हणजे अ, ट्रेल करायला. तर मस्त आम्ही गाणी म्हणत मोठ-मोठ्याने जात होतो सुरुवातीला. तर आम्हाला त्याने आधीच सांगितलं होतं की दमू नका, दम जपून ठेवा. आपल्याला 5 तास चालायचंय.
बरं. हं, हं. <chuckles> बरं.
तर आम्ही काही ऐकत नव्हतो. आम्हाला मज्जा करायची होती, म्हणून आम्ही असं गातोय-बितोय हां. आम्ही आमच्या धुंदीत आणि तो आपला टॉर्च घेऊन रस्ते, किडे, साप बीप बघत आम्हाला वाचवत, काठ्या बिठ्या घेत. असं सगळं तो चालत होता पुढे आणि आम्ही मागे होतो.
तुम्ही तुमच्या धुंदीत आपलं मस्त एन्जॉय करत चालल आहे. <laughs> हां, हां. हो.
आणि मध्ये असं एक वळण आलं, की ते आम्हाला काय माहिती? हा चुकीचा रस्ता आहे का, बरोबर रस्ता आहे? आम्ही तर पहिल्यांदा येत होतो.
बरं. चुकीचा रस्ता आहे, बरोबर किंवा गॅप असेल थोडासा, त्याच्यामुळं मग तुम्हाला ते, लक्षात नसेल.
हां. आणि, आणि अ, बऱ्याच वेळाने, म्हणजे तासाभराने आम्हाला त्याला जाणवलं, की आपण रस्ता चुकलोय.
अरे बापरे!
आई शप्पथ! आमची अशी घाबरगुंडी गुडाल उडाली होती. दोन-अडीच वाजले होते रात्रीचे.
<chuckles> बरं. अरे! श म्हणजे शॉकिंग आहे खरं हे.
आणि अशी किर्रर्र शांतता होती अगदी. म्हणजे काही आजूबाजूला. फक्त ना, प्राण्यांचे आवाज येत होते आणि रातकिड्याचा आवाज येत होता. बापरे! <chuckles>
ओ. हो. म्हणजे खूपच मला म्हणजे असं इमॅजिन करूनच मला कारण भीती वाटते. त्यात अ, तुम्ही मुली असल्यामुळे तर तुम्हाला आणखीनच भीती वाटली असेल नाही.
हो. अ, आणि असं पोटात एवढं धस्स झालं. आणि अ, नंतर ना म्हणजे आम्ही जिथे मैत्रिणी उभ्या होतो दोनजणी. आणि मुलं रस्ता शोधत होते टॉर्च लावून, कुठे काय गडबड झाली आहे, काही कळत नव्हतं. आम्ही कुठे आलोय हे आम्हाला समजत नव्हतं. आणि ना आमच्या पायाकडे काहीतरी अचानक हुळहुळलं वो. आणि बापरे! आम्ही असं उडी मारली ना जोरात. आणि ओरडलो, किंचाळलो.
बरं. हां. हं. अयी. <chuckles>
आणि काही दिसत नसल्यामुळे आम्हाला काही समजत नव्हतं काय आमच्या पायावरनं गेलंय? काय हुळहुळलंय? बरं ते ब काय आहे हेही आम्हाला समजत नव्हतं. आणि मग अ, तो जो आमचा होता मित्र फ्रेंड जरा त्याने टॉर्च मारला तर मुंगूस होता. बापरे!
बरं. पायावरन गेलंय. <chuckles> बरं. अरे बापरे!
आम्ही एवढे घाबरलो, पण अं, त्या त्याच्याकडे ट्रिक होती त्या मुंगुसाला पळवण्याची आणि तो मुंगुस ना आमच्या दोघींकडेच बघत होता, हसता.
<chuckles> ती काय ट्रिक होती आणि ती?
त्याने ना अ, काठी मागून, शेपटाकडून म्हणजे त्याचं तोंड आमच्याकडे होतं मुंगुसाचं आणि त्याने ना काठी मागून शेपटाकडून अ, अशी मारली त्याला. मारली म्हणजे अशी नुसती अशी टोचली, मारलं नाही, असं नुसतं टोचलं. मग त्यात तो असा हां. मग त्याने असं झपकन मागे वळलं ते मुंगूस आणि बाप रे! आणि मागे वळल्यानंतर ना मग त्याने ना असा झाडीचा पानांचा असा सुळसुळता आवाज केला.
हां. हां, हां. अच्छा. टोचले अच्छा ढुसणी दिली अशी थोडीशी? हं, हं. अच्छा. हां.
मग त्या मुंगुसाला वाटलं की हा आपलं आपलं शिकार इकडे गेलंय झाडात आणि मग ते पळत त्या झाडात शिरलं, बाप रे! आम्ही दोघी रडायला लागलो आणि आम्ही सांगितलं त्याला की "तू काही कर, इथून रस्ता शोध, आम्हाला नाही, आमचं संपलं, हौस संपली, नाईट ट्रेलची, आम्हाला नकोय."
आपलं वर्क छालं, अच्छा. हं. अरे! हो संपली. पण मग तोपर्यंत हे जे पुढे गेले होते, ते तुम्हाला शोधत आले किंवा किंवा तुम्हाला पहिली गोष्ट तर असं? अच्छा.
नाही ते बाजूलाच उभे होते, बाजूलाच होते आमच्या, म्हणजे अगदी अशा थोड्याशाच डिस्टन्सवर आणि ते त्यांच्या-त्यांच्यात गप्पा मारत होते की, "आता ह्या पोरींना पण घेऊन आलोय आपण आणि एवढी रिस्क घेतली आहे. तर मग रस्ता" हां, ते पण टेन्शनमध्ये होते. <lip trill> कुठून रस्ता चुकले तरी कसा आपण? हे त्यांना समजत नव्हतं की कुठून चुकीचा रस्ता आपण घेतला, तर ह्या सगळ्या गोष्टींवर त्यांचं डिस्कशन चालू होतं आणि मध्येच तो मधेच ते मुंगूस आलं. बापरे!
बरं. हां, हां, हां, हां, हां. ते पण म्हणजे तसे टेन्शन मध्येच होतं की आता हं. हां. समजत नव्हतं. हं. हं.
आणि मग अ, त्याला अ, हे सगळं झालं, मग अ, तो म्हणाला, की शांत रहा, जरा शांत रहा, मी पण शोधतोय, मी पण विचार करतोय. तुम्ही अशा रडल्यात, पॅनिक झालात, तर मलाही काही सुचणार नाही.
हं. हो. मला हे काही सुचणार नाही, बरोबर. पण अशा वेळेला जनरल एक रिएक्शन असते ना, मी बघतो, अ, म्हणजे काही काही मुली येतात, तुम्ही असाल असं मला मानायचं नाही, पण असं ओरडतात, किंचाळतात किंवा उ असं काहीतरी करतात, तर त्याने थोडंसं असं होतं, म्हणजे की मार्ग सुचत नाही. हं.
तर माझा रोजचा रस्ता आहे. हं. हां, हां. <chuckles> अहो पण ते मुंगस होतं, म्हणून आम्ही ओरडलो होतो.
<laughs> नाही म्हणजे साहजिकच आहे म्हणजे मुंगूस असल्यावरती कोणालाही होईलच असं. हां.
आणि आमच्या पायावरून गेलं होतं ते. <chuckles> आणि खरं तर आम्ही आमच्या आयुष्यात मुंगूस, त्या दिवशी पहिल्यांदा बघितलं. शहरात कुठला आले तो मुंगूज.
अच्छा. त्याच्या आधी काय दिसलं होतं? हो, बरोबर आहे. मुंबई सारख्या ठिकाणी
हां, म्हणजे आम्ही गोष्टीत ऐकली होती. अ, काय कुठलं अ‍ॅनिमेशनमध्ये पाहिलं होतं, मुंगूस. आम्ही खरं मुंगूस कधीच पाहिलं नव्हता आयुष्यात.
संबंधचं येत हां. कधीच नव्हतं पहिलं. हं, बरं.
त्याच्यामुळे आमची अशी रिएक्शन आली. मग नंतर तो, मग त्याने आम्हाला शांत केलं, मग ते जे टेंट आणलं होतं, ते तो म्हणाला, की चल, मी बांधून देतो तुम्हाला, म्हणजे त्या टेंटमध्ये तुम्ही शांत बसला आतमध्ये. आणि आम्ही इथे बाहेर जरा रस्ता शोधू वगैरे.
<chuckles> हां. बरं. म्हणजे त्यांनी तुम्हाला सा थोडंसं कूल डाउन केलं तुम्हाला.
तर मग त्यांनी पटापट ते टेंट बांधलं. हो. आणि त्याने ते टेंट बांधलं. आम्ही टेंटच्या आतमध्ये बसलो. आणि आम्ही मोबाईलचा टॉर्च लावून म्हणजे मोबाईलवर होतो, आम्ही दोघी आणि पाणी वगैरे प्यायलो. आमच्याकडे काय थोडंसं खायला होतं, ते आम्ही खाल्लं वगैरे. आणि बसलो होतो व्यवस्थित टेंटमध्ये.
हं. हं, हं. बरं. हं, हं, हं.
आणि थोड्या वेळाने 3:30 वाजता वगैरे, त्या टेंटच्या पडद्यावर ना, असं दोरीसारखं काहीतरी हलताना दिसायला लागला आम्हाला.
हां. अरे! आणि म्हणजे काय होतं आणि ते काय कळालं?
भयानक. मग अ, आणि उघडणार कसं? उघडल्यावर ते आत येणार.
उघडल्यावर ते आत येऊ शकतं निश्चितच.
हां. म्हणून आम्ही उघडणार कसं. मग आम्ही फोन केला अ, मोबाईलवरनं, की नशीब म्हणजे आम्हा आम्हाला फोनचं नेटवर्कही पटपट मिळत नव्हतं. अशी 1 काडी मग ती यायची जायची. मग 1000 दा आम्ही फोन आमचे फ्लाइट मोडला टाकले. परत फ्लाइट मोडवरनं बाहेर काढले.
हां, हां. हां. हं. हं. अच्छा.
असं आणि मग त्याच्यानंतर एकदाचा त्या एका काडीत फोन लागला आणि आम्ही सांगितलं, तुम्ही जिथे कुठे आहात. आमच्या टेंटकडे या. <coughs>
<laughs> बरं.
आणि कुठे होते ते माहिती नाही. पण ते टेंटकडे आले आणि अं, तो जो होता जो आमच्या सोबत
अच्छा. मग त्यांना कसं काय तिथं यायला जमलं असं काय वाटते तुम्हाला?
अ, म्हणजे मला तरी असा अंदाज आहे, की ते फार लांब गेले नसतील, ते असेच घुटमळत असतील ना रस्ता शोधत की कुठे आहे? काय आहे?
हो, हो. हां, तेही तुम्हाला शोधत असतील तर त्यांना ते सापडून आले मग.
नाही, आम्हा त्यांनी टेंट आम्हालाच बांधून दिलेला. सो आम्ही कुठे होतो हे त्यांना माहिती होतं. पण अ, म्हणजे आम्ही एकमेकांपासून हरवलो नव्हतो, आम्ही रस्ता हरवलो होतो.
हां. बरं.
परत जायचा, असं. तर अ, मग अ, ते आले त्या टेंटकडे आणि त्यातला तो साप होता.
हं. बरं. अरे!
जो आमच्या टेंटच्या पडद्यावर लटकत होता आणि नशिबाने आमच्यासोबत
म्हणजे तो असा वरती चढून लटकत होता असा?
हो. म्हणजे त्याचं तोंड, त्याचा फणा टेंटच्या टोकावर होता आणि <chuckles> त्याची शेपूट आमच्या टेंटवर अशी लटकत होती आणि मग अ, हो. भयानक! मग अ, अं, त्यांनी तो सर्पमित्र होता नशिबाने, तर जो आमच्यासोबत होता, जो वेल ट्रेंड होता. तर त्याने ना तो काठीने व्यवस्थित घेतला त्या सापाला आणि असा जमिनीवर ठेवला. त्याला तो अंजारत-गोंजारत होता. जेव्हा आम्ही अ, टेंटमधनं बाहेर आल म्हणजे असं डोकावलं नुसतं, की काय होतं टेंटवर बघायला तर तो अंजारत-गोंजारत होता आणि नंतर त्याने सांगितलं की "बघा, हा साप विषारी नाही आहे, तर तुम्ही हातात घेऊ शकता." म्हटलं नाही हातात-बितात नाही घ्यायचं आम्हाला साप-बीप. आम्हाला बास घरी सोड. आम्हाला काही नकोय. तुझ्याकडे ठेव तो साप, ते मुंगूस, अख्खं माथेरानचा ट्रेल. सगळं तुझ्याकडे ठेव. आम्हाला फक्त घरी जाऊ दे. तर तो म्हणाला "अगं नाही, हात लावून बघ, हातात घेऊन बघ." मग मला रस्ता सापडलाय आणि चिंता नका करू. मग अ, कसाबसा आम्ही तो साप हातात घेतला आणि असा सूळ करून आमच्या हातातून तो सुटून गेला. मग हे सगळं हां, मग हे सगळं द्राविडी प्राणायाम होईस्तोवर सूर्योदय झालेला होता आणि उजेडात तर त्याला रस्ता सापडला आणि आम्ही साडा 6:00-6:30ला ला परत त्या माथेरानच्या पायथ्याशी परत आलो.
अरे! अरे! म्हणजे खरंच भीतीदायकच आहे हं हे! <chuckles> अ. अच्छा. हां, हां. <giggles> हां. <laughs> <chuckles> हं. <chuckles> <laughs> <laughs> हां, हां. सुटून गेला. कारण तुम्हाला पकडता आलाच नाही. हां. <chuckles> अरे! हम्म. <chuckles> अच्छा. म्हणजे खूपच रोमांचकारी अनुभव तुम्ही अ, तो घेतला. प्रवासात हरवल्या पण आणि तो म्हणजे खूपच छान अ, अनुभव तर नाही म्हणू शकत आहे, पण खूप असा <chuckles> चमत्कारिक अनुभव तुम्हाला आला. पण ओव्हरऑल सगळं चांगलं झालं, तर चांगलंच झालं असं आपण म्हणूयात.
हो. हो. <giggles> हो, हो. हो, शेवट गोड झाला. <chuckles>
शेवट गोड झाल. तर खूप छान तुम्ही अनुभव शेअर केल्याबद्दल तुमचे खूप-खूप आभार आणि निश्चितच अ, आपण पुन्हा भेटूयात. धन्यवाद.
मलाही खूप मज्जा आली. धन्यवाद.